अ, हां. घासलेटवर रॉकेलवर चालणारं आणि मग ती सांगता सांगता जेव्हा असं येतं ना, एकदम खतरनाक सीन. मग ती चेटकीन त्या मुलाच्या जवळ यायला लागली. एकदम जवळ यायला लागली आणि येता-येता त्या मुलाच्या असं मग ते ल्याल लालटेन असं तोंडापाशी घ्यायचं. मग त्या मुलाच्या मागे हात ठेऊन म्हणाली, खाऊन टाकणार तुला. <laughs> आणि ते जेव्हा त्याच्या मागे एखाद्यानं मुद्दामून हात ठेवायला लावला, तो मुलगा तो संपला. <laughs> लय मला हसायला आलं. अरे बापरे! हे काय केलं ह्यानी. म्हणजे असं घाबरवायचो मी लहान मुलांना नाही का. आणि त्यांना तरी एवढी म्हणजे मस्ती की एवढं घाबरून सुद्धा, दुसऱ्या दिवशी परत ती गोष्ट सांगायला माझ्याकडेच यायचे. "अरे सांग ना दादा. आज वेगळी गोष्ट सांग ना." <laughs>
अच्छा, अच्छा. हो, हो. हो. हां. हो, हो, हो. हं. <laughs> <laughs> हां, हां. संपला म्हणजे मुतला चड्डीत जसं तुम्ही बोललात. <chuckles> अरे बापरे! हं, हं. हं. <laughs> अच्छा. पण त्यांना कधी असं वाटायचं का? तुम्ही जे सांगताय ते म्हणजे खरं आहे की खोटं आहे? यातला फरक त्यांना कळत होता का त्यावेळेस?
अ, त्यांना असं वाटायचं खरंच सांगतोय मी. आणि ते रात्रीचं बाहेरच निघायचे नाही जास्त.
अच्छा. पण ते दुसऱ्या दिवशी का यायचे मग परत असं तुमच्याकडे की दादा, दादा नवीन गोष्ट सांग?
अ, कसं आहे की त्यांना पण ते म्हणतात ना, 1 आला 2 आला मग दुसऱ्याला बघून ते दुसऱ्या येतात खेळताना. पण रात्र झाली आणि जसं गल्ली ते वाड्यातली गल्ली सामसूम झाली. एकही पोरगा घराच्या बाहेर येणार नाही. आणि म कसं आहे ना ते वाड्यात असं होतं की शौचालय मागं होतं. <chuckles> तर त्याची एकाच्या आई ओरडायला आली, आमचा मुलगा रात्री तर जात नाही तुझ्यामुळ. शौचालयाला घेऊन जाते मी. म्हणतो नाही, नाही, नाही जाणार. <chuckles>
हां, हां. हां, हां. हं, हं. हं. अच्छा. <chuckles> <laughs> म्हणजे तुम्ही एवढं घाबरवलं की तो रात्री अ, म्हणजे शौचात जायला पण घाबरायला लागला?
<chuckles> हां, हां. <chuckles> अ, हां, घराच्या मोरीतच करतो म्हणे तो. <laughs> पण जात नाही म्हणे बाहेर.
अरे बापरे! म्हणजे आता तुम्ही आहे ना हां, हां. तुमच्या कथांमधून आहे ना, हगणं आणि मुतणं बंद करून टाकलं होतं एकेकाळी. <laughs>
<laughs> हां. मला म्हणजे नाही का असं, अ, म्हणतात ना, मग ते रात्रीचं कुठेही बाहेर निघणार नाही, काही करणार नाही. <laughs> आणि माणसाला एक घाबरणं असायलाच हवं. म्हणजे बघा लहान मुलं असताना त्याला भीती नसते कसली. आणि त्यावेळेस कसं टीव्ही वगैरे जास्त नसायचे. आणि मग ह्यांना घाबरायला काहीतरी गोष्ट पाहिजे ना, <chuckles> नाही तर एकदम मोकाट गुमतील. मग त्यामुळं मी ते करायचो आणि खूप गोष्टी सांगायचे असे वेगवेगळे, कधी-कधी चांगल्या पण सांगायचो. की खूप वर्षाआधी एक राजा होता. त्याला 4 राण्या होत्या. असं नाही का, म्हणजे असं काही-काही चांगल्या पण सांगायचो. पण जास्त करून भूताच्याच गोष्टी सांगायचो. <chuckles> कारण की त्याच्याने त्यांचं लक्ष पूर्ण माझ्याकडेच यायचं.
हो, हो. हो, हो. बरोबर. हो. हो, हं. बरोबर. हां, हां. हं, हं. हं. अच्छा. अच्छा.

अ, हां, सगळ्यात जास्त सांगतो अ, कसं आहे, की अ, आमच्याकडे म्हणजे आधी वाडा होता ना. तिथे सगळे लहान मुलं येऊन बसायचे अन् मला कसं गोष्टी सांगायची खूपच हौस आणि त्यामध्ये त्यांना खूप आवड असायची सगळे लहान मुलं म्हणजे छोटे, मोठे सगळेच येऊन बसायचे. मग मी त्यांना अ, लहान मुलांना गोष्टी सांगायचो रात्रीच्या टायमिंगला जसे भयानक गोष्टी झाल्या. किंवा छान-छान गोष्टी. आधी छान-छान गोष्टी सांगायचो. नंतर जरा माझ्या डोक्यात खुरापती यायला लागल्या, की आता ह्यांना घाबरवू रोज-रोज. <chuckles> जसं मला कोणी ना कोणी घाबरवत होतं लहानपणी. <laughs>
अरे वाह! अच्छा. अच्छा. अरे वाह! हां, हां. अच्छा. <chuckles> हो, हो. प्रत्येकाला लहानपणी आहे ना, काय करायचे म्हणजे नाही का आता खूप साऱ्या आठवणी आहे ना त्या. म्हणजे ताज्या होऊन जातात त्या आठवल्या की अन् नंतर वाटतं, की अशा गोष्टींवर आपण रडायचो. तर तुम्ही सांगा ना, असा एखादा किस्सा.
हां, हां. हो, हो, हो. <chuckles> अ, हां, म्हणजे एकदा मी काय केलं त्यांना सगळ्यांना घेऊन बसलो होतो आणि त्यांना मग सांगायला लागलो, की खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हा जो आपला वाडा आहे. त्या वाड्यामध्ये एक भयानक चेटकीन राहत होती. <laughs> हां. आणि अशी ओपनिंग केली मग ते घाबरतात अरे काय-काय, काय झालं मग पुढं. मग मी त्यांना सांगणार, की ती चेटकीण एका माणसाला प्रेमात पाडत होती आणि हळू-हळू त्याला रोज रात्री त्याचं रक्त पित होती. मग ते म्हणतात "अरे! असं सुद्धा झालं." अन् मग आपण म्हणणार की "मग ती एका लहान मुलाला बघते, तो सारखं त्याच्या आईला त्रास देत असतो. आणि मग त्याची आई म्हणत असते, की "थांब तुला चिटकीनेकडे देते." <chuckles> आणि ती चिटकीन ऐकते आणि ते लय घाबरतात. मला असं घाबरवायला एवढं आवडतं ना. एवढ्या गोष्टी सांगायचो मी त्यांना, की ते एकदाच एक मुलगा चड्डीतच मुतला होता, हा खूपच भयानक गोष्ट सांगितली होती. अन् कसं असतं ना अ, आमच्या इथं अ, वाडा होता ना तो, त्या वाड्यात खूप लाईट जायची नाही का रात्रीची कायम आणि त्यावेळेस जी गोष्ट सांगायची मजा आ हा हा हा हा! छोटसं कंदील हातात घ्यायचं ते ल लालटेनवालं.
हं, हं. अच्छा. हं. अरे बापरे! <laughs> तुमचं बोलणं असं ऐकून मलाच भीती वाटायला लागली. <laughs> हं, हं. हां. अरे बापरे! मग, मग? बापरे! <chuckles> <laughs> अरे बापरे! त्यामुळे मुलं घाबरत नाही का हो? <chuckles> हो, हो, हो. हं. अरे बापरे! काय बोलता कशामुळं? म्हणजे एवढं घाबरवलं का तुम्ही कथेमध्ये? हां. हं, हं. अच्छा, अच्छा. हं. <chuckles> हां, हां. हां, हां.
आणि त्यात कथा सांगायची आणि ते सांगता सांगता
ते घासलेटवर चालणारं का?